आमचा ना. काय झालं, आमचा जो ग्रुप बनला गेला कॅम्पमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर एकमेकांना विसरून जाऊ, की आता चला लेक्चर चालू होतील, अभ्यास चालू होईल, परीक्षा येतील. पण नाही, आम्ही रोज आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होतो, पण रोज सुट्टीमध्ये आम्ही एकत्र राहायचो, एकत्र कॅन्टीनमध्ये डबा खायचो. मग आमच्या सोबत आमचे ज्युनियर्स पण असायचे, मग माझ्या पुढच्या वर्गातले पण विद्यार्थी असायचे, जे की माझे खूप चांगले मित्र झालेले, चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. मग ना मला माझ्या क्लासमध्ये मैत्रिणी नव्हत्या, पण माझ्या बाहेरच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये एवढ्या ओळखी झाल्या, एवढ्या ओळखी झाल्या की काही पण फंक्शन असू द्या आम्ही एवढ्या छान एन्जॉय करायचो, ट्रिपला जायचो. मग नंतर आमचं फायनल इयर झालं, मग फायनल इयरमध्ये सगळे ज्युनियर आम्हाला भेटायला आले, जे पास आऊट झाले, ते पण आम्हाला भेटायला आले मग अ, आणि अजूनही आम्ही भेटतो.
हं, हं. अरे वाह! मजा म्हणजे बघा ना, तुमची किती ओळख झाली हो.
म्हणजे खूप चांगली म्हणजे आयुष्यभराची मैत्री मला भेटली.
हो ना, म्हणजे त्या कॅम्पमधूनच तुम्हाला आयुष्यभराची मैत्री भेटली आणि तुम्हाला सगळे लोकं ओळखायला पण लागले, म्हणजे किती चांगलं झालं. आणि आता मला सांगा का, अजून जर आता तुम्ही सांगताय तिथं भूतं आहे, असं तसं थट्टामस्करी केली हो तुमच्या सर लोकांनी. तर असं कधी पुन्हा त्याच ठिकाणी तुम्हाला जायचं असा मौका भेटला, तर तुम्ही जाल का तिथं आणि तिथं जाऊन नेमकं तुम्ही काय बदल करणार का?
हो. हो. हो. हं, हं, हं. हां, हो, हो. हं. हो, नक्की. हो नक्की, पण मला तिथे माझ्या त्याच ग्रुपसोबत जायला आवडेल, ज्या ग्रुप ज्या ग्रुपमुळे मी तो कॅम्प एन्जॉय केला. आणि तिथे गेल्यानंतर मी पहिलं तर त्या शाळेचं बाथरूम बदलेल, कारण ते खूप म्हणजे खूप छोटं आहे आणि ते मुलींसाठी नाहीये चांगलं. मग आम्ही त्याच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू आणि ते चेंज करू. बाकी तर ते गाव खूप छान सुंदर आहे.
अरे वा! नक्की. अरे! खरंच, हं. अजून काय करणार तिथं? हो का, म्हणजे आता तुम्ही सांगितले ते पिंपळाचं झाड, मग तिथं काहीतरी असं किचन सारखं बघा, आता कॅम्प ठिकाणी ज्या अ, शाळेचे तुम्ही तुमचं कॅम्प गेलं म्हणजे जेणेकरून सगळे पण तिथं जातील. आता तुम्ही खूप छान सांगितलं का, तिथं बाथरूम वगैरे मुलींना सोय नसते, तर बाथरूम वगैरे बांधतील वगैरे, अजून काही थोडं असा बदल कराल का? का जेणेकरून, तिथल्या लोकांनाही त्या सोयीचा लाभ घेता येईल, असं काही कराल का?
हं. हं. हं. हं. हं. हं.

ते लावून ठेवायचो आणि ज राहिलेल्या बेंचेस बाहेर आणून ठेवायचो. मग नंतर ना, आम्ही ज्या सतरंजी आणलेल्या असायच्या किंवा बेडशीट्स आणलेले असायचे ते पूर्ण क्लासरूममध्ये टाकायचो आणि मग त्याच्यावरती झोपायचो, कारण दिवसभर तर क्लास सुरू राहायचे ना. हं.
हो का? अरे वाह! खूप छान. अच्छा, म्हणजे खरंच खूप छान होतं ते. आणि हा नेमका तुमचा कॅम्प कुठे गेला होता? आणि तिथलं हवामान कसं होतं? आणि तिथली लोकं कशी होते? ते नक्की मला सांगा तुम्ही.
हो. हो. हं. हो, नक्कीच. तर आमचा कॅम्प जेजुरीच्या इथल्या एक छोट्याशा गावामध्ये गेला होता. अ, त्या गावाचं नाव बेलसर आहे. तर अ, त्या गावामध्ये ना खूप सगळ्या अडचणी होत्या, जसे की रस्ते नव्हते बरोबर, साफ-सफाई नव्हती प्रॉब्लेम होते. मग आम्हाला तिथे जाऊन हे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते. मग आम्ही सकाळी निघालो, दुपारी पोहोचलो तिथे. मग गेल्यानंतर आम्ही पहिलं तर शाळा बघितली, की कसं राहायचं आहे. मग त्या शिक्षकांशी बोललो शाळेतल्या, मग त्यांनी पण आम्हाला सपोर्ट हो, मग तिथले सरपंच आले
हं, हं. तिथल्या लोकांनी हं, हं. तिथल्या लोकांनी घेतलंय का तुम्हाला? हां, हां, हां. सांगा ना, सांगा ना.
हो, हो. मग तिथले सरपंच आले, तिथले सरपंच आले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्हाला या शाळेत आम्ही सोय करून देतो. तुम्ही काही बिछाना आणला असेलच आणि नसेल पुरला, तर आम्ही गावातल्या लोकांकडून घेऊन तुम्हाला देतो. म्हणजे त्यांना आमच्याबद्दल काळजी पण वाटली, की आता हे रात्री राहणार कसे, यांच्याकडे अंथरायला-पांघरायला बिछाना आहे की नाही. मग त्यांनी आम्हाला ते प्रोव्हाईड केलं. मग आमच्यासाठी पाणी आणलं, पाने पाण्याची व्यवस्था त्यांनी केली पिण्याच्या पाण्याची. मग अ, अंघोळीसाठी आता दुसऱ्या दिवशी मुली मुलं तर काही कुठेही नॉर्मली अंघोळ करू शकतात, पण मुलींसाठी मग तिथल्या अ, हो, मग गावातल्या लोकांनी त्यांचं बाथरूम आम्हाला अ, हे केलं, ओपन केलं आमच्यासाठी की बाबा तुम्ही इथे येऊन अंघोळ करू शकता.
अरे बापरे! <chuckles> नक्कीच. बरोबर आहे. हां, मुलींचा त त्रास होतो. हं, हं.